नसतं किंवा तो मनातून ती गोष्ट निघू नाही शकत. म्हणजे त्यावेळेसचा विश्वास तुमचा हरवलेला आहे. त्या व्यक्तीवरती पहिल्यासारखा जसं आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवत होतो तसं ठेवू शकत नाही. तर म्हणजे आम्ही ते अशा प्रकारच्या घटना पाहून किंवा आमच्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीच्या घटना पाहून आम्ही तो ठरवू शकतो.
नाही.
तर म्हणजे पहिलं काय पाऊल असावं, की त्या माणसाने जरी आमची माफी मागितली, की "मला माफ कर किंवा माझा विश्वास तू परत कर." तर मला असं नाही वाटत, की तो पहिल्यासारखा विश्वास पुन्हा संपादित करू शकेन आपल्या जीवनामध्ये किंवा अ, काही पण गोष्टी दाखवून. तर एकदा तुटलेली गोष्ट फक्त जोडू शकते, पण त्याच्यामध्ये अ, ती जी भेग असते ती तशीच असते. ती कधी भरू शकणार नसते. हं, हं.
नाही अ, नक्कीच. अगदी बरोबर, हां, ती भेग एक नाही, ती एक भेग राहून जाते त्या नात्यामध्ये, की कुठं ना कुठं शंका असते किंवा मग कुठं ना कुठं आपल्याला असं वाटतं, की बाबा नाही, पहिले आपल्याला सोबत झालेलं आहे, की हा व्यक्ती असाच आहे, तर नक्कीच ती भेग नाही भरून निघत. भलेही ती वस्तू जोडली गेलेली असली तरी तो आणि तो
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर आहे.
तो, त्या काय म्हणतात त्याला? घाव आहे त्याचा तो निशाण, त्याचा तो निशाण आयुष्यभर राहतो आयुष्यभर राहतो. अगदी बरोबर.
गाव. तसाच राहतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हं.
पुन्हा बऱ्याच वेळा असं होतं, की नाही का समोरची जी व्यक्ती आहे ती आपली जवळचीच असते, फार जवळची असती की जेणेकरून आपल्याला मग त्या व्यक्तीवर पुन्हा विश्वास ठेवावाच लागतो. मग अशावेळी
हं, हं. हं, हं.